आपल्या आयुष्यामध्ये जर मित्रच नाही, तर मग आयुष्याची मज्जाच नाही असं बोलतात. अ, मित्र असणं अ, खूपच गरजेचं आहे. तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल, की जे ऑनलाईन आपले मित्र बनतात कारण की आता सोशल मीडिया थ्रू आपल्याशी खूप लोकं कनेक्ट होतात जे ऑनलाईनच असतात. आपण प्रत्यक्षात त्यांना भेटत नाही. अ, तर मग ऑनलाईन मित्र आणि जो रिअल मित्र असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कसं डिफरन्स करणार? अ, कसं नातं असतं आणि काय डिफरन्स असतो तो फील काय असतो?
बरोबर. हं. हो. अ, कसं आहे की अ, याच्याबद्दल मुळातच पहिले भरपूर गोष्टी बोलल्या गेलेल्या असतात. म्हणजे जसं बातम्यांमध्ये आहे किंवा एकमेकांशी जेव्हा बोललं जातं की ऑनलाईन ह्या गोष्टींमध्ये अ, जास्त रिस्क जास्त असते. म्हणजे आपण काहीही असूद्या म्हणजे. अगदी प्रत्येक जण आता ऑनलाईनच असतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे एक कारण नक्की असतं की हे भीतीदायक आहे, हे रिस्की आहे. मग अ, हे बोलणं असूद्या किंवा बँकिंग असूद्या. तर तसंच एक अ, माझाही एक व म्हणजे म्हणू शकतो ना, की एक माइंडसेट होता की हो, ऑनलाईन असं मैत्री वगैरे करणं आणि मी म्हणेन की जास्त करून लेडीजला रिस्कीच असतं. की अ, कोण कसं भेटेल, काय भेटणार, काय असेल? आणि अ, आमच्या मैत्रिणींमध्ये जेव्हा चर्चा होते. तर अ, नक्कीच म्हणजे तेव्हा ते होतं की अ, नको करायला. त्याच्याने हे प्रॉब्लेम्स होतात. तर अ, कसं आहे की असं माइंडसेट असतांना पण अ, असं म्हणता येईल की असं वाटतं की कोणी ना कोणी Facebook, Instaला एक अ, आपल्याला रिक्वेस्ट पाठवतं किंवा मेसेज करतं. हां. तर मग असं वाटतं की अ, ठीक आहे वाटतंय असं, की अ, व्यवस्थित आहे. मग ते लेडीज असूद्या किंवा जेन्ट्स असूद्या. ठीक आहे बोलायला काय हरकत आहे, लगेच तर आपण काही त्याच्यामध्ये फसणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी ह्या गोष्टींपासून सुरुवात होते. अ, असं मला सांगायचंय.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. एक्झॅक्टली. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं. हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं. हं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हं, हं. हं, हं. एक्झॅक्टली. हं. बरोबर. नाही. एक्झॅक्टली. हं. बरोबर.